आपणा अप अ, अपमानस्पद तर कधी बोलायला पण नाही पाहिजे. कारण ते नातं तुटतं, त्याच्यामध्ये. आणि ते नातं पुन्हा विश्वास त्याच्यामध्ये येईल हे पण आपल्याला माहिती नसतं मग नाही का? एकंदरीत आदराने म्हणा, एक कोणाला जर नकार द्यायचा असेल तर नाही का? आणि जर असं बॉसला हो. हो.
हो अगदी. नाही पाहिजे. नक्कीच. हो अगदी खरं आहे. आणि समोर समोरच्याची भावना पण बघितली पाहिजे आपण नक्की, आणि ती काम काय आहे ते बघून नाही म्हणायला म्हणता आलं पाहिजे आपल्याला. तर काम असं न- नॉर्मल असेल किंवा कधी-कधी खूप असं भावनिक असतं की ते आपल्याला म्हणतात, की "नाही तू कर." एवढी लाडीगोडी लावतात त्या कामासाठी. पण आपल्याला ते डायरेक्ट नाही म्हणता नाही येत. मग त्यांना थोडंसं म्हणावं लागतं, की "हो चालेल मी करते हे, थोडा वेळ दे घ्या, मला वेळ द्या किंवा मी नंतर करील," घरात होतच राहतात, आई म्हणती "हे भांडी घास, हे कर, झाडू मार" आणि नाही म्हणलं की ते झाडू आपल्यावरच येतो, डायरेक्ट. तर झाडू झाडू मागे घेऊनच आपल्या मागे लागते ती भांडण करते.
नक्कीच, नक्कीच. हो. हं, हं. <chuckles> हां. हां, मग तेव्हा? हां, कधी-कधी तो झाडू फेकला पण जातो. "आता तुला करावंच लागेल मग?" असं होतं मग. खरंच.
हो, करावाच लागेल. मग त्यापेक्षा, "ठीक आहे मी करते. मला जेवून तर दे. मला झोपून तर दे. थांब, मला करते," थांब थोडस नाही का? ठीक आहे, मी हे काम करते किंवा हे काम तू कर, मी ते काम करते." म्हणजे हे पण काम नाही करायचं आणि ते पण नाही करायचं. तिथून सटकून जायचं. तर असं बरं होतं
हां. <chuckles> ते पण नाही. हां, खूप मस्त, खूप मस्तं. खूप छान माहिती दिली बरं का आणि खूपच छान बोलल्या पण तुम्ही आणि एकंदरीत नाही लगेच म्हणू नका. त्या भावना कशा आहेत समोरच्याच्या, आपल्याला ते काम काय आहे नाही का. समोरच्याचं काय ते अगोदर ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला हां म्हणायचं का नाही म्हणायचं ते ठरवा. नाही का एकंदरीत?
हो. हो अगदी खरं आहे. आणि तुमचा भाव जो म्हणतो ना शारीरिक भाव आणि भावना पण खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्याच्यावरून पण लोकं लगेच ओळखतात, की ही व्यक्ती खरंच नाही म्हणते आहे का तिच्या मनात वेगळंच चाललं आहे? तर ते भाव पण खूप महत्त्वाचे आहेत. चेहऱ्याचा हावभाव, आपले आवाज, आपल्या आवाजाचा जो चढउतार आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. त्या गोष्टी आपण नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आदरांनी अ, समोरच्याला राग न येता आपण नाही म्हणायला पाहिजे आणि त्यांच्याशी असं अ, शांतपणाने त्या गोष्टी आपण हँडल केल्या पाहिजे. वागलं पाहिजे हां. जेणेकरून ते काम नाही पण होणार आणि तुम्हाला पण छान वाटेल. त्यांच्यासाठी पण हॅप्पी. सगळं ते छान राहील दोघंही हॅप्पी. हो.
हो. बरोबर. हो ना. बरोबर. हं. हँडल करायला पाहिजे. नक्कीच-नक्कीच. हां दोघंही हॅप्पी. इकडे पण हॅप्पी आणि तिकडं पण हॅप्पी. मस्तं टेन्शनच नाही. खरंच खूप छान बोलल्या तुम्ही आणि खूप मजा पण आली तुमच्याशी बोलायला मला. आणि ती जी तुमची माहिती तुम्ही दिली, नाही म्हणताना कसं वागायचं" ही पण माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. बोलूया आपण. धन्यवाद.
हो, अगदी. धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. बाय. धन्यवाद.